आणि सकाळी उठून तिथे गेले असं म्हणलं.
हां, आम्हीच अ, सगळेच जण तिथं गेलो आणि मग तिथं जे झालं, मग पहिल्या दिवशी दर्शन-वर्शन झाले त्यांची, ते पूजे-विजेची अ, सगळी अ, काय सामान लागणार आहे, काय नाही? ते सामग्री दिली. त्या पंडितजींनी आणि मग आमचं ते एक अंदाज बांधायला सुरुवात झालं आहे, की बाबा आपण आता घरचे एवढे लोकं आहे, बऱ्याच पाहुण्यारावळ्यांना बोलवतात, जसं म्हणतात ना, आपल्याकडे नवस फेडताना आपण घरातल्या व्यक्तींना बोलवतो, त्याच प्रकारचा हा एक त्याच प्रकारे असतं ते, मग ओळखी-पाळखीच्या व्यक्ती किंवा मग त्या गावातले जे मदत करतात आपल्याला, मग त्यावेळेस आम्ही काय केलं, की सगळ्यांनी मिळून तो स्वयंपाक करायचा असतो. ते भांडे-वांडे ते मंदिरातर्फे भेटतात आपल्याला तिथं काही पैसे भरून
हां. हां. हो, हो. बरोबर. हां. अच्छा, हां. अरे वाह!
मग ते जाऊन सामान आणलं सगळं भाजी, पाला आणि मग तो असा मेन्यू ठरवला होता, की आपलं तुरीच्या डाळीचं वरण फिकं, गावाकडे शक्यतो तेच खाल्ल्या जातं, त्याच्यानंतर चपात्या
अच्छा-अच्छा. हो, हो, हो.
भात आणि त्यासोबत जे आहे की वांग्याची आणि बटाट्याची भाजी.
हां, हां. हां. अरे वाह, वाह! क्या बात है म्हणजे गावाकडं जे वांग-बटाट्याची जी भाजी असते ना, ती खरंच अप्रतिम असते. <laughs>
जी भाजी असते, फार अप्रतिम बनते ती खरं ते माझ्याही आवडीचं आहे आणि ते फक्त लग्न कार्यातच खायला भेटते, घरी नाही बनत ती तशी.
हे ना? <laughs> ते लहान हो ना, हो ना, लहानपणी मला कंटाळा यायचं खरं तर पण आता ती म्हणजे बघा ना, आपण एवढ्या मोठ्या-मोठ्या फंक्शनला जातो जातो ते पनीर खाऊन इतका वैताग आलाय ना, असं वाटतंय, "अरे ती भाजी कोणीतरी द्या बाबा लग्नामध्ये" <laughs>
फार अ, <chuckles> मलाही ते असं फार हे होतं. अगदी बरोबर ती. मग असा साधाच स्वयंपाक असतो आणि त्याच्यासोबत काही गोड-धोड म्हणून ठेवायचं असतं, तर मग काय ती बुंदीचं काय बुंदीचं होतं, पण ती काय आहे, ती बाहेरून अ, रेडीमेडच आणली ती बुंदी. गावाकडे असं साधंच जेवण असतं हां, साधंच जेवण असतं असं गावाकडं आणि मग ती तयारी, मग काय, आम्ही सगळ्यांनी मिळून सुरू केली.
हां, हां. हा ना, ते अवघड असतं. ते अगदी, अगदी, खूपच.

अच्छा, कुणी-कुणी, काय-काय केलं मग असं अ, वाटून घेतले असतील ना कामं, की ह्यांनी हे करायचं, ह्यानी हे करायचं, कोणी कटिंग करायचं कोणी पिक मळायचं
हो त्याचे हां, तसे काय आहे का हां. तसे त्या मंदिरातल्या आवारातले जे लोकं होते ना, ते स्थानिक लोक होते. ते पटाईत होते स्वयंपाकांमध्ये. तर ते काय आहे, ते मेन शेफचं काम करणार होते. बाकीची कामं काय आहेत, त्यांनी सगळे आमच्या घरच्या लोकांकडून करून घेतले. तर आमच्याग माझ्याआधी मी आणि बरेचं माझे असे कझन आहेत, की आमच्याकडे आले ते वांगे चिरण्याचं. वांगे चिरणं आणि <clicks tongue> बटाटे कापणं. हे अ, मुलांकडं आलं, की जे समजदार आहे, की जेणेकरून की हाताला काही इजा-विजा होणार नाही. आणि ज्या स्त्रिया आहेत त्यांच्याकडं आलं, ते पीठ मळून त्याच्यावर चपात्या टा चपात्या टाकायच्या.
हां. अच्छा. <chuckles> अच्छा. अच्छा. <chuckles> हां. बरं. हां.
मग तिथं काय होतं, मातीच्या चुली, अ, मातीच्या किंवा मग त्या लोखंडाच्या चुली त्यांच्याकडून भेटलेल्या आम्हाला तिथं, की आणि ते लाकडी सर्पण आणि गवऱ्या, की ज्याच्यावर त्यांना ते चपात्या करायच्या होत्या. तर मग ते पीठ मळून हां, थोडा, थोडा, थोडा उंडा प्रत्येक घरात वेगळ्या बाईनं तो घेतला आणि काही गावातल्या बाया पण आल्या, त्यांनी पण शेअर केला, म्हणजे कॉमनच स्वयंपाक बनत होता सगळे मिळून असं, एक फार चांगला प्रसंग असतो तो, जसा पाहायला गेलं तर. आणि मग कोणी कोणी अ, ता हां, कोणी मग अ, तांदूळ निवडायला घेतले. मग ह्या सगळ्या गोष्टी हां, मग कोणी मग ते लसूण खो अ, लसूण खोडायला घेतले, म्हणजे घरातलेच व्यक्ती सगळ्यांनी कामं व्य व्यवस्थितपणे वाटून घेतले. मग ते कांदा चिरण झालं आहे, मग ते डाळी अ, डाळ निसायला घेतली. कोणी मग ते लाकडं अ, लाकडं फोडत होतं, की जेणेकरून ते स्वयंपाकाला लागतील म्हणून लाकडं, कोणी पाणी कोणी पाणी आणत होतं.
अच्छा. तर. हां, हां. करायचे होते. अच्छा. हो, अगदी, अगदी खूप पसंद आहे म्हणजे अच्छा. हं, बरोबर. हां. तॉरिब बरोबर आहे अगदी.
स्वयंपाकासाठी पाणी लागतं म्हणून असं मिळून सगळ्यांनी मिळून तो स्वयंपाक केला.
अहो. आणि ती नवीन जोडपं बरं या सगळ्यामध्ये? <chuckles>
दा